अं, नक्कीच. मग त्याच्यामुळं काय मग त्यांनी काय सांगितल तुम्हाला पुन्हा? म्हणजे प्लॅटफॉर्म सांगितला का व्यवस्थित? का त्यांची सुद्धा खुणवा-खुणवी वगैरे काय, कसं काय?
हो, हो. नाही, नाही. सांगितला, म्हणजे त्या ऑफिसमध्ये ज्या बसलेल्या असतात मेट्रोचं तिकीट विकत, त्यांनी अ, अगदी मदत आणि तिकडच्या लोकांची एक भावना इतकी छान आहे की ते खूप व्यवस्थित, अगदी संयमाने आपल्याला मदत करतात. आणि खास करून, जर आपण घाबरलेलो असलो किंवा हरवलेले असलो, तर ते मदत करायला जास्त प्रेमाने पुढे येतात, जेणेकरून आपल्या थोडंसं छान वाटेल. तर त्यांनी छान मदत केली.
हां. हं. हां. नक्कीच. कसं आहे, की देशच आता 60- 70% जर का पर्यटक असतील, तर तसं म्हणता येईल की तो देशच जवळपास त्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावरच चालते. त्यामुळे त्या लोकांनाही त्या गोष्टीची जाणीवर असेल.
नक्कीच. जाणीव आहे. अगदी, अगदी.
त्यामुळं थोडक्यात ते, म्हणजे चांगल्या पद्धतीने मदत वगैरे करतात, असं म्हणता येईल. मग काय, पुढचा प्रवास तुम्ही कश्या पद्धतीने म्हणजे त्या मंदिरापर्यंत नक्की पोहोचला कसं? मग तिथं पुन्हा मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर काय झालं, काय केलं?
हो. आणि हो, हो. पोहचलो, पोहोचलो. <chuckles> अ, ह मी ती नवीन मेट्रो पकडली आणि जरी मी घाबरलेलो होतो, तरी मजाही आली; कारण मी फिरायलाच गेलो होतो.
अ हां. <chuckles> वेगळाच अनुभव होत आहे आणि काही वेळेचं बंधन नाही, फिरावला गेल्यामुळे.
मग वेगळाच अनुभव. हो. आणि फक्त भूक लागलेली होती थोडी, त्यामुळे जरा असं चिडचिड होत होती किंवा थोडंसं एक आपली ऊर्जा डाउन झालेली असते न. तर आणि मी शाकाहारी आहे. त्यामुळं इकडं 90%-95% मांसाहारीच मिळतं. त्यामुळे ते शाकाहारी शोधणं ही माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान असतं. पण, तरी पण, ह्यांना मी प्लॅटफॉर्म विचारल्यानंतर, तिकीट विकू विकत घेतल्यानंतर, मी त्या मेट्रोमध्ये बसलो आणि त्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचलो.
नक्कीच. हां. होय? बरोबर आहे की. अहं. हां. हां.

नाही थोडंसं मला त्या मंदिर कारण खूप मोठं असल्यामुळे, नक्की आत कुठून जायचं? हे सुरुवातीला थोडंसं गडबडलो मी. पण मला कमीत-कमी हा तरी धीर आला होता की नाही मी बरोबर ठिकाणी पोहोचलोय. जे पाहिजे त्याच मंदिरात पोहोचलोय. कारण तिथं हजारो मंदिरं आहेत त्या ठिकाणी. बंगलो अ, बंगलोर म्हणतोय मी चुकून, बँकॉकमध्ये. पण अ, भरपूर मंदिर असल्यामुळे मला हा अ, कॉन्फिडन्स मग शेवटी आला. मग मी शेवटी आपल्या गुगलच्या मॅपवरती बघितलं, की "मी त्याच मंदिराकडे आलो आहे की नाही?" मग इथून मला शोधणं, हे जास्त अवघड नाही गेलं. पण मुळातच ना तिकडची थाई लोकं खूप मदतशील आहेत आणि खूप मदत करणारी आहेत, प्रेमळ आहेत. आणि अ, पेशन्स आहेत त्यांच्यात म्हणून मी अ, जितका घाबरलेलो होतो, तो थोडासा अ, शांतपणे त्या सगळ्या गोष्टी करू शकलो.
हां. <chuckles> बरोबर आहे की. किंवा तुमची बँकॉकमध्ये. नक्कीच. हां. हां. नक्कीच. हां. शांत झालं लगेच. अशा अजून काही तुम्हाला म्हणजे अशी घटना नाही का झाली, की म्हणजे बाबा कोणी गैरफायदा घेतला? किंवा चुकीचा सल्ला दिला? किंवा त्यांना लक्षात आलं नाही आणि माझी चुकवणूक म्हणजे फस अ, हीच झाली अजून की जिकडे जायचं होतं ते राहिलं बाजूला आणि तिसरीकडेच निघून गेलं असं काय?
हं. हो, हो. हो नक्कीच. ह्या मंदिर मंदिराच्या घटनेवेळेस नाही झालं. पण नंतर एकदा मी दुसऱ्या ठिकाणी अ, चाललो होतो आणि माझं हॉटेल त्या एका मॉलपासून खूप लांब होतं. तर चालायलाही 1 दीड होतं कमीत-कमी मेट्रो स्टेशनपासून. आणि आपण जर अ
हां. हां. बरोबर. हं. बरच चालावं लागणार होतं म्हणजे तुम्हाला. <chuckles>
हो म्हणजे रिक्षा जर केली तिकडं टुक-टुक तर ते अगदी 300 400 म्हणतात डायरेक्ट. आणि तीनशे चारशे त्यान परवडतं. पण ते तेवढं दीड तास अ, म्हणजे 1.50 किलोमीटर कोण चालणार? तेही जरा असं खाल्लेलं नसताना आणि आपला ऊर्जा थोडीशी कमी असताना. थोडासा आ आळस आला होता मला. कारण, आपण पर्यटक म्हणून जातो तर थोडासा आनंद घ्यायला जातो, ना की अ, कष्ट करायला. हो ना. पण मग 300-400 म्हणजे बात, त्यांचे जे पैसे असतात ते. म्हणजे आपले होतात आठशे हजार रुपये. तर दीड किलोमीटर
हां. अरे! म्हणजे तेवढं मग ते चालत गेलेलाच परवडतंय मग म्हणता येईल. <chuckles> खरं आहे की ते पण आहे. नक्कीच. कष्ट करायला थोडीच जाणार आहे. हां, करंसी त्यांची. अरे बापरे! मग हे तर बरेच झाले. मला दीड किलोमीटरसाठी 300-400 बरेच वाटले. आता हे तर 700-800 म्हणजे तर खूपच झाले म्हणता येईल.
हो. दुप्पटच. दुप्पटहून जास्त. म्हणजे 1.50 किलोमीटर साठी मी ₹1000 रुपये कशाला देईन? तर त्यात तुम्ही जसं म्हणालात ना फसवणुकीचा प्रयत्न नक्कीच केला, कारण तिकडं जे टुक-टुकवाले आहेत, ते काही प्रामाणिक आहेत, पण त्यातले काही थोडेसे आपल्याला फसवायला बघतात. पर्यटक म्हणून किंवा भाषा येत नाही म्हणून. म्हणजे त्यांना असं वाटतं की हा पोलिसांना जरी भेटला तरी काय बोलेल पोलिसांपुढे? म्हणून अ, त्या एकाने मला सांगितलं, की तू 200च दे मला आणि मी तुला घेऊन जाईन, पण, तुला 1 2 दुकानांमध्ये घेऊन जाईन आधी. सोन्याच्या दुकानात, वगैरे. असं झालं. म्हणजे ते काय करतात? सोन्याच्या दुकानात आपल्याला नेतात आणि बळजबरी करतात की हे सोन्याचं वस्तू घेच म्हणून.
खरं आहे ना. हां. नक्कीच. नक्की. खरं आहे ना. हां. हां. हां. हां. कशासाठी? म्हणजे त्या हां.